बघा ना, रेसिपी म्हटलं ना, सगळ्यांच्याच तोंडाला इतकं पाणी येतं की घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी कशा बनतील आणि काय आपल्याला तोंडाला नवीन चव मिळेल, असं होतं घरच्या लोकांना. तर मला एक सांगा, तुमच्या घरच्या जुन्या रेसिपीबद्दल काही अशा आठवणी मला सांगाल का?
हो, नक्कीच. आता आमच्याकडे एक रेसिपी जुनी म्हटलं तर ना, अ, माझ्या आजीच्या हातचे बोंडं म्हणजे जे मेथीचे बोंडं म्हणूया आपण, तर ती मे हां, तीच्या हातची जी चव होती ना मेथीच्या बोंडाची. आहाहा! मला आत्तासुद्धा ते नाव घेऊनसुद्धा तोंडाला पाणी येतंय. इतकं आवडीचं होतं. तर अ, हे जे बोंड होते ना, आमच्याकडे म्हणजे काही सणांना बनवली जायची. जसं की तीळ संक्रांत. आपल्याकडे ना तेलकट पदार्थ सणाला खायची पद्धत आहे. म्हणजे जुने जे लोकं होते ते म्हणत होते, की तेलाचा घराला वास सोडूया म्हणजे सण आल्यासारखं वाटतं नाही का.
अरे वाह! मग ते कसं बनवता? अरे वाह! आ, <chuckles> अरे, बापरे! हो. अच्छा. हां, हां, हां. हो, हो, हो. हां, <chuckles> बरोबर.
<chuckles> तर आजीचं पण असंच होतं आणि ती म्हणजे आता समजा तीळ संक्रांत असो किंवा मग अ, दसरा असो किंवा मग असे कुठले पण सण असो ना, ती हे हा जो पदार्थ आहे बोंडा, तर बोंडं नक्की करायची आणि त्यामध्ये 2 व्हेरायटी होते. एक म्हणजे तिखट बोंडं आणि एक गोड बोंडं. तर अ, तिखट बोंडं म्हणजे त्याची जी चव होती ती तिखट होती आणि त्यामध्ये मेथी वगैरे टाकायची आणि गोड बोंडं जी होती ना, ते कोहळं असतं ना आपलं, भोपळा ज्याला म्हणतो आपण. ती त्यापासून बनवली जायची आणि त्याची चव गोड म्हणून त्याला गोड म्हणायचं. आता हे आमच्या आवडीचा पदार्थ म्हणजे तिखट बोंडं.
हां, हां. हां, हां. अरे वाह! हां, हां. अच्छा. अरे वाह!